हो, अ, आता जसं म्हणालं, की अ, वेगवेगळ्या प्रकारचे झटपट होणार असेल, तर वेगवेगळ्या प्रकारचे सॉसेस मिळतात. मेयोनीज झाले किंवा त्याच्यामध्ये कर्डचे वेगवेगळे प्रकार आहेत किंवा अं, शेजवान सॉस झाला. सॉसेसचे पण वेगवेगळे प्रकार आहेत. त तर ते ना अ, चीझ आहे, त्याच्यानंतर Amul बटर आहेत. ह्या काय-काय गोष्टी आहेत ना, त्या फक्त चपातीला लावल्या आणि रोल केला ना, तरीही मुलं आवडीने खातात, कारण की त्याची चवच बदलते. त्या 1-1 अ, सॉसची जे अ, शेजवान सॉस म्हणा किंवा मेयोनीज म्हणा किंवा अ, आपले वेगवेगळे जे अ, हे आहेत काय-काय प्रकार. तर वेगवेगळ्या खूप प्रकार आलेत त्याच्यामध्ये सॉसेसमध्ये पण. तर ते जर एकत्र मिक्स करून लावले आणि ते चपातीबरोबर व्रॅप करून पटकन खाल्ले, तरीही ते छान, म्हणजे अ, छान पद्धतीने होऊन जातं. कधी-कधी पनीर असतो. नुसतं काही-काही वेळेला ना, हॉटेलमध्ये पनीर हा शिजवत बसत नाही. तो डायरेक्टली मलाई पनीर असेल, किंवा कढई पनीर वगैरे असेल ना, त्याच्यात डायरेक्ट टाकतात.
हं. बरं. अरे वाह! अरे वाह! हं. हं. हं. हं. बरोबर. हं, त्यातच टाकतात. बरोबर, हो.
ते जास्त मऊ लागतं. आपल्याला असं घरी आपण काय करतो, फ्राय वगैरे करत बसतो, मग ते कडक होतं आणि मग तो आपण अ, ग्रेव्ही वगैरे बनवून त्याच्यामध्ये टाकतो. त्यामुळे त्याची एवढी मजा येत नाही. पण तेच ती लोकं हॉटेलमधले लोकं, डायरेक्टली फ्रिजमधून ते पाण्यात घेतात, काढतात पूर्ण थंड अ, नॉर्मल टेम्परेचरवर आणतात आणि मग ते डायरेक्ट हां, ते डायरेक्ट वापरतात अ, त्यांच्या ग्रेव्हीमध्ये वगैरे. तर त्याही पद्धतीने त्यांनाही नुसतं Amul बटरमध्ये जरासं असं फ्राय, परतवणं म्हणा, किंवा ते सॉसेस वगैरे टाकून, थोडासा कांदा कापला त्याच्यामध्ये टाकलं. शिमला मिर्च असतेच, म्हणजे आम्ही तरी ठेवतो आमच्या घरात तर त्या पद्धतीने तेही कटिंग करून टाकले. तर तो एक चांगला व्रॅप तयार होतो आणि हेच व्रॅप बाहेर हॉटेलमध्ये 150-200 पर्यंतही विकले जातात आणि आपण ते चवीने खातो.
हं, हं. आपल्याला इतकी मजा नाही. बरोबर. हं. डायरेक्ट टाकतात. हं. हां आणि मग तो सॉफ्ट लागतोय. हं. हं, हं. बरं. बरं. हं. बरं. हो, हो आहे ना. McDचा व्रॅप आहे ना, तो तर मी खाते, खूपच महागडा असतो तो. अ, तीनशे साडेतीनशे रुपया ला मिळतो, छोटू सा. बरोबर.
हो, तेच ना, हां, हां. हो ना, तेच, हां, मग तेच ह्या सगळ्या गोष्टी आपण बाहेर चवीने खातो, तर महागड्या असतात म्हणा आणि आपल्याकडे तेच सगळे इंग्रेडिएंट्स घरी अव्हेलेबल असतात. तो ते तसं केअर करून खाल्लं ना, तर खरंच अ, खूप ईझी होईल आणि उरलेलं अन्नही संपेल चविष्ट पद्धतीने. <chuckles>
हं. बरोबर.